अ, बघा जो पण माणूस मला दिसतो ना, की जो अ, पाण्याचा म्हणतात ना अ, दुरुपयोग करत आहे त्याला मी सांगतो किंवा पाण्याचं संवर्धन कर. पाणी हे म्हणतात जल आहे तर, कल आहे. तर त्या गोष्टीपासून म्हणतात ना अ, तू वाचव आणि जसं आहे की मी लोकांना सांगायचं काम करतो जेवढे माझ्या आसपास आहेत, बाकी गव्हर्नमेंट वगैरे पण सांगायचं काम करते, नाही का. आणि मला एकच असं वाटतं, की अ, पाणी सगळ्यांनी वाचवलं पाहिजे कारण की अ, पाणी खूपच अ, महत्त्वाचं आहे आणि असं तुम्ही बघा ना, म्हणजे आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जर जमिनीत मुरला, तर आपलं भविष्य पाण्यात नाही तर सुरक्षिततेत आहे. असं मी माझ्या प्रोफाइलवरती टॅगलाईनचं लावलेली आहे, जेणेकरून सगळे लोकं ते बघतात.
हं, हं. हो. अरे वाह! नक्कीच, नक्कीच. हं, हं. नक्कीच. हो. हं, हं. <chuckles> अरे वाह! नाही, नाही, खरंच खूप सुंदर. हं. अरे वाह, वाह! खरंच नाही खूपच सुंदर कारण आपण अ, खूपच सुंदर सांगितलं, की आज जल है, तो कल है. आणि त्याप्रकारे आपण वागायला पाहिजे. परंतु मी एक अ, शेवट विचारतो की अ, तुम्ही शेवटी एका वाक्यात काय सांगणार, की पाणी आपल्यासाठी किती महत्वाचे आहे आणि त्याचे संवर्धन आपल्याला करणं किती महत्वाचे आहे?
अ, पाणी आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे, की पाण्याशिवाय आपण ना शेती करू शकतो, ना ऑक्सिजन प्रोड्यूस करू शकतो म कारण की झाडच नसतील तर ऑक्सिजन कुठून येणार नाही का आणि दुसरी गोष्ट, की आपण पाणी पिलं नाही तर डिहायड्रेशन होऊन मरू सुद्धा शकतो. तर अ, म्हणतात ना माणूस अन्नाशिवाय जगू शकतो, पण पाण्याशिवाय 7 दिवसापेक्षा जास्त जगू शकत नाही. तर पाणी खूपच महत्त्वाची गोष्ट आहे त्याचं संवर्धन केलंच पाहिजे दैनंदिन आयुष्यात.
हं. हो. अरे वाह! हं. <chuckles> नक्कीच. नक्क अरे बापरे! हं. <chuckles> नक्की नाही. हो, हो. अगदी बरोबर.

<chuckles> नक्कीच, नक्कीच. खरंच अ, खूप अ, सुंदर विचार आहे अन ज्याप्रकारे तुम्ही पावसाच्या पाण्याची बचत करतात, खरंच म्हणतात ना की पाण्याचा थेंब-थेंब जपा कुठेतरी तो निसर्गाला संपन्न करा. त्यामुळे निसर्गसुद्धा चांगला राहील आणि आप आपणदेखील चांगले राहू. अ, तुम्ही म्हटलात, की त्याचप्रकारे की ज्याप्रकारे तुम्ही पाण्याचं संवर्धन करतात, त्यामध्ये तुम्ही कुठेतरी रेन हार्वेस्टिंग अ, पद्धत वापरतात, तर ही पद्धत कशी वापरली जाते आणि हिचा वापर अ, कसा पाण्यासाठी अ, संवर्ध धना अ, ...साठी केला जातो. नक्कीच मला हे ऐकायला आवडेल तुमच्याकडून?
हो. हां, नक्कीच. हां, हां. अ, बघा छतावर पडणारे पाणी आहे ना, पाईपद्वारे फिल्टरमधून अ, खालच्या अंडरग्राउंड टाकीमध्ये सोडलं जातं आणि त्या टाकीचं पाणी तुम्ही आहे ना फ्लश करून ते बाग, कार किंवा वॉशसाठी वापरू शकता आणि थोडी देखभाल केली, तर ते पाणी आहे ना, पिण्यासाठी पण शुद्ध करता येतं. क्लोरीन वगैरे वापरलं ना तर. आणि ते काय होतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं ना आपण, तर खूप वेळा काय होतं की पाणी जेव्हा आपण जमिनीत सोडतो, तर ते भुजल पातळी वाढवते, नळाचं पाणी कमी वापरलं जातं, पावसाचं पाणी वाया जात नाही, पूर नियंत्रणात मदत होते, शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं. म्हणजे प्रत्येक काम करू शकतं. पाण्याचं बिल कमी होतं. तर तोच पर्यावरण समतोल अ, राखला जाऊ शकतो त्या ह्याच्यामुळं नाही का? फक्त एवढंच आहे, की छत आणि पाईप आहे ना, नियमित आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतं, कारण की त्याच्यातनं कचरा वगैरे जायला नाही पाहिजे. नाहीतर अ, फिल्टरमध्ये खराब होऊ शकत नाही का. आणि पहिल्या पावसाचं पाणी आहे ना 10-15 मिनिटं बाहेर सोडतो आम्ही. जसं की अ, लगेच ते पाणी त्यात टाकीत नाही सोडत, कारण की धुळ वगैरे असते आणि ती धुळ वगैरे सगळी माती वगैरे चिकटात. त्यात मिक्स झालं, तर ते घाण होईल ना पाणी. त्यामुळे पहिले आम्ही बाहेर सोडतो. अ, जे एक कॉक बसवला आहे तो कॉक फिरवला, की ते पाणी दुसरीकडे वळतं आणि कॉक परत हे केलं, की ते पाणी परत टाकीत जायला चालू होतं. आणि टाकी आम्ही बंद ठेवतो, कारण की डास वगैरे नको व्हायला नाही का.
हं, हं. हो, हो. अरे वाह! हं. <chuckles> हो, हो, हो. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर. नाही नक्कीच. हं. नक्कीच, हां. नक्कीच. हं, हं. नक्कीच, नक्कीच. अगदी बरोबर आहे. हो. हं. अरे वाह! <chuckles> नक्की. नाही, नाही. खरंच खूपच हं नाही, नाही. खरंच खूप सुंदर आहे. कारण जल हे तो कल है असं म्हणतात. कल आपण आत्तापासूनच कुठेतरी थेंब-थेंब पाण्याचे संवर्धन केले पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी आहे किंवा येणारा काळ आहे तिथे कुठेतरी पाण्याची कमतरता आपल्याला भासली नाही पाहिजे. आता तुम्ही म्हटलात की दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही एक चांगल्याप्रकारे पाण्याचे संवर्धन करतात. परंतु अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना अ, पाण्याचे महत्व किंवा पाणी आपल्याला अ, भविष्यात कसे लागणार आहे ह्याबद्दल माहिती नाही. तर तुम्ही पाण्याचे संवर्धन करण्यासाठी कशाप्रकारे जनजागृती कराल, की जेणेकरून लोकांनासुद्धा दैनंदिन आयुष्यामध्ये अ, त्या गोष्टीचा फायदा होईल?
हो.

अ, बघा, शाळेतल्या मुलांना आहे ना, जनजागृती केली पाहिजे. कारण की त्यांना सांगायला पाहिजे, की पाणीचं जतन करा, पाणी वापरा. जसं की नळ बंद करा. कुठे चालू दिसत असेल तर. पाणी जास्त हात धुताना पाहिलं साबण एकदम व्यवस्थित लावून घ्या. मग ते पाण्याने हात धुवा. नळ चालू ठेवू नका आणि पाणी पिताना पण नळ चालू ठेवून पिऊ नका. बॉटल भरून प्या. कारण की ते जसं बघतात, काही-काही मुलं डायरेक्ट हाताने प्यायला चालू करतात, त्यात पण खूप पाणी नासाडी होते आणि दुसरी गोष्ट काय आहे, की जसं बघा घरातले नळ वगैरे गळत असतील तर त्याला अ, एकतर बदला नाही तर त्याला म्हणतात ना, अ, जसं तिथे अ, पट्टी वगैरे असं सेलो टेप येते त्या टाइपची. ती लावून त्याला बंद करू शकतो आपण. ते त्याने पण पाण्याची खूप बचत होते. कारण की म्हणतात ना थेंब, थेंब तळे साचे. तसं थेंब, थेंब पाणी करून खूप पाणी वेस्ट जातं.
<chuckles> हां, हां. हो. हं, हं, हं. हं. अरे वाह! हो, हो, हो. हो, अगदी बरोबर आहे. हं, हं, हं. हां, हां. हो, हो. नाही. <chuckles> नक्कीच, नक्कीच. खूपच चांगलं कारण खरंच बरोबर आहे, की थेंब, थेंब वाचवा. कुठेतरी आपले भविष्य घडवा. असं म्हटले जाते अन् त्याचप्रकारे आपल्याला वाटतंय काय आपण ज्यावेळेस पाणी युज करतो जसं की आता तुम्ही अ, भाजी धुण्यासाठी किंवा मग इतर काही गोष्टी धुण्यासाठी पाणी हे युज करतात, परंतु ते धुतलेले पाणी तुम्ही न अ, बागेमध्ये किंवा मग अ, अ, झाडांना किंवा मग ओला कचऱ्यातला असे कुठे टाकतात? म्हणजे त्याचं संवर्धन किंवा मग त्याचं तुम्ही विल्हेवाट कशी लावता? हां, हां. अरे वाह! हं, हं.
झाडांना झाडांना टाकतो ते पाणी मी, झाडांना टाकतो. जेणेकरून झाडांना न्यूट्रिशन्स वगैरे भेटेल. सगळ्या गोष्टी भेटतील, नाही का? आणि ते थोडं अ, म्हणतात ना, अ, नॉर्मल फिल्टर करून वापरतो जेणेकरून त्याचं साबण वगैरे निघून. अ, ते पाणी खरच अ, खूप चांगलं असतं झाडांसाठी. हां आणि आमच्या सोसायटीमध्ये पण आहे ना, एक अ, सांडपाण्याचा पुनर्प्रक्रिया केंद्र बसवलेलं आहे. जे अ, सांडपाणी असतं ना त्याला फिल्टर करून परत ते वापरायचं काम करतात.
हो, हो. हं, हं. अगदी बरोबर आहे. हो, हो, हं, हं. अगदी बरोबर. हं, हं.

नक्कीच, नक्कीच. अ, आता तुम्ही म्हटलात की पाण्यासाठी पुनर्प्रक्रिया केंद्र सुरुवात करण्यात करण्यात आलेला आहे. परंतु हे पुनर्प्रक्रिया केंद्र कशाप्रकारे काम करतं आणि कशाप्रकारे जे आपल्या दैनंदिन अ, दिव दिवसातलं जे पाणी आहे, जे वाया जाणार आहे, ते कशाप्रकारे संवर्धन करून त्याचा युस करतो याबद्दल थोडी माहिती सांगाल का? म्हणजे काय आहे? हं. हो, हो.
अ, बघा आजकाल सरकार नी आहे ना सगळ्या ठिकाणी अ, म्हणतात ना सोसायट्यांमध्ये अ, थोडंसं त्यांना एक म्हणतात ना डिस्काउंट वगैरे देऊन ते अ, पुनर्प्रक्रिया केंद्र आहे ना? बसवायला सांगितलं. ते काय करतं की आपण जे दररोज पाणी वापरतो जसं की बाथरूमचं झालं, किचनचं झालं, कपडे धुतल्याचं झालं, हां. ते सगळं सांडपाणी आहे ना, म्हणून ओळखलं जातं. त्यात डिटर्जंट असतं, साबण असतं, तेल असतं, घाण पण असती, जीवाणू असतात, रासायनिक पदार्थ इत्यादी असतात, त्यामध्ये नाही का? काही-काही म्हणजे जसं-जसं वापरलं जातं, तसं. केमिकल वगैरे. तर हे पाणी आहे ना, न शुद्ध करता सोडलं, तर नद्या, जमिनी आणि पिण्याच्या पाण्यावर आहे ना वाईट परिणाम होतात. नाही का? तर अ, ते सांडपाण्याचं पुनर्प्रक्रिया केंद्र काय असतं? की हे असं केंद्र असतं जे सांडपाण्याचं शुद्धीकरण करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवतं. म्हणजे अ, याला म्हणतात ना इंग्रजीमध्ये असं सुद्धा म्हणतात की वेस्ट वॉटर.
हो. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हो, हो. हं, हं, हं. <chuckles> नक्कीच. हो, हो. हं, हं. <chuckles> नक्कीच. हं. हं, हं.
आणि सांडपाणी शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती 5 टप्प्यात करतं ते. जसं की बघा ना म्हणजे प्राथमिक प्रक्रिया त्याचं काय असतं? की मोठे कचरा, प्लास्टिक, कपडे, केस, वाळू, दगड वगैरे आहे ना फिल्टर करून काढल्या जातात. आणि स्क्रीनिंग आणि ग्रीड चेंबर वापरतात त्यासाठी ते. आणि दुसरं म्हटलं ना, तर पाणी मोठ्या टाक्यांमध्ये बसवतात. म्हणजे म्हणतात ना, जड, घन पदार्थ खाली बसतात आणि हलके वर तरंगतात. मग मधलं पाणी पुढच्या टप्प्याकडे जातं. म्हणजे अशा प्रकारे ते पाणी आहे ना अ, स्वच्छ करायची प्रक्रिया आहे. आणि तिसरी आहे जैविक प्रक्रिया म्हणजे जिथे जीवाणू, बॅक्टेरिया वापरून आहे ना पाण्यातील सेंद्रिय पदार्थ विघटित केले जातात. म्हणजे बॅक्टेरिया वापरून.
हो, हो. अरे वाह! हं. हां. अरे बापरे! हं, हं, हं. हं, हं. अरे वाह! हां. हां. हो, हो. हं, हं. नक्कीच, नक्कीच. हं. <chuckles> हो. अरे! हं. हं, हं.